गणपती जा गेलेले होते आणि आता सारखं नाही. आता कसं चो 12 महिने पाऊस आला आहे. तेव्हा तसं नसायचं एकदा गणपती गेले, की अशी अधून-मधून कधीतरी सर नवरात्रात आली पावसाची तर.
<laughs> सो तर बरोबर.
नाहीतर असं कधी पाऊस नाही आहे आणि आम्ही म्हणजे ते पूर्ण विचार करते, काय होईल पाऊस पडेल का? कुठच्या देवाला प्रार्थना करू? कुठच्या देवाला प्रार्थना करू, कुठच्या देवाला प्रार्थना करू? आणि
हं, हं, हं. <laughs> म्हणजे तुमच्या एकंदरीत अनुभवावरून वाटतं तुम्हाला त्या गाण्यातले ना शब्द ओळी जास्त आवडतात. जास्त ओढ मिळते त्याच्याकडून. <chuckles>
हो. अ, अरे, सांगते काय आणि मग त्याच्यामध्ये ना ॲक्चुअली हे गाणं ना त्यादिवशी असंच कुठेतरी लागलं होतं, आय थिंक शेजाऱ्याच्या घरी लागलं होतं का काय? आणि मी मस्त कान देऊन ऐकते त्याच्यातून कल्पना अ, गणिताचा पेपर तर माझा पण आहे हां मग पोटात तर आपल्या दुखूच शकत ना. हां, आणि एकमेव अशी गोष्ट आहे पोटात दुखणं ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याला आप हां, कोणी काही म्हणजे दुसरे सिम्प्टम्स कोणी ह्याच्यात रिकग्नाइज कर ताप आला म्हटलं तर लगेच चेक करतात. आपल्या डोक्याला हात लावून, गळ्याला हात लावून, कुठे आहे तुझं अंग तर गार आहे. फसला मग ताप नाही होणार. बरं बरं हात-पाय तोडायची म्हटलं तर अ, ते लागणार ते कोण सहन करेल? मग काय उपाय आहे? मग चांगला उपाय आहे पोटात दुखणं. जास्तीत जास्त काय करतात ओवा देतील, नाहीतर मग थोडंसं काहीतरी बाम वगैरे चोळतील तर थोडंसं ते झोपल्याला चालेल ना, त्याने कुठे एवढा त्रास होतोय.
ओके. <chuckles> आई. <laughs> कुणी सांग कळू शकत नाही दुसऱ्याला. हं, हं, हं. समजत नाही. दुसऱ्याला समोरच्याला कळूच येत नाही. <laughs> बरोबर. पोटात दुखणं. एकमेव पर्याय. हं. <laughs> किती छान ना. म्हणजे
म्हणजे एवढी एवढी मनाची तयारी करून, एवढी बदमाशी करून, मी आईला सांगायला म्हणजे धजावत नव्हते ॲक्चुअली, पण अ, मी दिवसभर रविवारच्या दिवसभर हा प्लॅन चालला होता अभ्यास करायचा सोडून मी प्लॅन करत होते.
<chuckles> हं, हं. ओके. <chuckles> किती छान.
आणि आई, आई असते, लाइक आईला सगळं माहिती असतं.
हो, ओ. <chuckles> बरोबर.
की हिचं डोकं कुठे चाललंय? काय चाललंय? त्यामुळे ना ती अशी पूर्ण तिला काय माहिती नाही कुठून माहिती होतं का? कदाचित तिने काही नोट वगैरे वाचली होती शाळेतून आलेली
हं, हं, हं.
की बाबा एक्झाम अ, परीक्षा आहे म्हणूनची, तर ती ती संध्याकाळी मला विचारायला घेतलंय "झाला का अभ्यास?"
हं, हं, हं. आई ग?